बघा ना, कधी-कधी ना एखाद्या व्यक्तीला किंवा आपल्याला देखील अ, सारखीच सॉरी-सॉरी बोलायची सवय असते. थोडं काही झालं की सॉरी, थोडं काही झालं की सॉरी. पण मला असं वाटतं की प्रत्येकच वेळेस आपण सॉरी बोलायला नाही पाहिजेत. योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी जर असेल तरच सॉरी बोललं गेलं पाहिजेल. पण सवयीचा झालेला हां परिणाम आपण कमी कसा करू शकतो बरं, मला सांगाल का जरा?
नक्कीच. अ, आता बघा, काही लोकांना खूपच जास्त सॉरी बोलायची सवय असते असं तुम्ही बोललात. तर ती लोकं
हो.
आता बोलायचा प्रत्येकाचा एक वेगवेगळा पॅटर्न असतो. काही लोकं खूपच जास्त असे सेल्फ अ, अ, पीपल प्लीजिंग असतात. त्यांना असं वाटतं की "अरे आपलं चुकलं असेल." म्हणून लगेच सॉरी बोलतात. किंवा कधी-कधी त्यांचा गैरसमजपण होतो की समोरच्याला वेगळं वाटलं असेल आणि आपला बोलण्याचा सम हे होता, दृष्टिकोन होता तो वेगळा होता. म्हणून पण सॉरी बोलून टाकतात. पण असं करण्याऐवजी त्यांनी जर का समोरच्याला विचारलं की "तुला आता काय समजलं ते सांग." आहे की नाही? सॉरी बोलायच्या आधी थोडा वेळ थांबले, थोडा श्वास घेतला आणि समोरच्याला विचारलं की "काय झालं होतं? तुला काय समजलं? माझ्या बोलण्याचा अ, असा गैरसमज तर नाही ना झाला." म्हणजे हे तुमचा 1 सॉरी नक्कीच वाचेल. आणि एक असतं लोकांना सवय असते की ऐकू नाही आलं ना, का सॉरी बोलतात. "सॉरी" असं बोलतात ना. इंग्लिशला अजून 1 वर्ड आहे पार्डन म्हणून 1 वर्ड आहे. तुम्हाला माहिती असेल ना, पार्डन बोलतो आपण. तो यूज करायचा हां किंवा आता बघा जेव्हा आपण स्वतःला कमी सॉरी बोलतो, तेव्हाच आपण दुसऱ्यांना कमी सॉरी बोलतो. स्वतः पण कमी चुका करायच्या जेवढ्या जमतील तेवढ्या आणि चुका कमी केल्या का सॉरीचं प्रमाण पण खूप खाली येतं मला वाटतं.
नक्कीच. हो. हम्म. नक्कीच. <laughs> हो, पार्डन बोलतो. नक्कीच. बरोबरच. कारण काय असतं ना, की कधी-कधी आपण म्हणतो, की हे आपण चुका कमी केल्या, की सॉरी आपण कमी बोलतो. पण एखाद्याला सवयच लागते हो तशी. माझ्या अनुभवात आहेत अशी 1, 2 व्यक्ती, की सहज सॉरी बोलून जातात. "काय यार तू लवकर आलास नाही." "अरे यार सॉरी." बघा आता यात काय सॉरी बोलायच्यासारखं होतं. मित्रांमध्ये पण आपण सहज बोलतो.
हो, हो. अ, मला तर वाटतं, की हा एक पॅटर्न असून स्वतःचा, म्हणजे सेल्फ पॅटर्न असतात ना तशा काइंड ऑफ थिंग असून त्याने थोडं ॲनलाइज केलं पाहिजे. म्हणजे त्यांना कोणीतरी एका एखाद्याने कम्युनिकेट करून सांगितलं पाहिजे चांगल्या प्रकारे, की तू खूप जास्त वेळा सॉरी बोलतोयेस. कारण कसं आहे, आपल्याला कधी-कधी गोष्टी समजत नसतात, की आपण काय बोलतोय, कसे वागतोय. आणि अशा वेळी कोणीतरी मदतीला आलं, तर खूप मोठी गोष्ट होऊन जाते. आणि त्याचबरोबर एखादं जर्नलिंग केलं आपण स्वतःहून रोजच्या रोज किंवा आपले पॅटर्न्स, आपले थॉट्स, आपण जे, काम वगैरे करतो, ते लिहीत असू तर आपण तो पण विचार केला ना, तेव्हा आपण कधी बघितलं, की अरे आपण बोलताना एवढ्या वेळा सॉरी बोलतो. आपल्याला हे सुधरायला पाहिजे. ही गोष्ट म्हणजे सेल्फ रियलाईझेशन पण त्याच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं.
नक्कीच. हो. नक्कीचं. पण बघा, अ, याचा हा पॅटर्न आहे. आपण हे कशावरून ओळखावं बरं? कारण तो सहज बोलतो ना. मग आपण हे कसं ओळखायचं? की हा याचा बोलण्याचा पॅटर्न आहे, की हा खरंच आपल्याला सॉरी बोलला आहे.
अ, खूप जास्त वेळा काही लोकांना सवय असते की काहीचं नाही झालं आणि थोडे ट थोडे लेट झालेत किंवा थोडं काहीतरी अ, ते करणार होते पण दुसऱ्यांनी केलं आणि लगेच मग सॉरी बोलून मोकळे होतात. हो की नाही? आता तेव्हा कधी-कधी म्हणजे मी स्वतःची एक गोष्ट सांगते, की.
हम्म. नक्कीचं. आवडेल ऐकायला आवडेल मला.
अ, माझ्या रूममेट्स आहेत आणि तुम्हाला माहिती असेल क अ, Zepto, Swiggy करतो आपण बरोबर की नाही?
हं. हो ना.
हां. आणि कधी-कधी
आता जरा त्याचा जास्तचं ट्रेंड आहे.
हो. कधी-कधी मी विसरून जाते, की 10 15 मिनिटांनी ती डिलिव्हरी येणार आहे. आणि मला एक सवय झालेली, की मी जाऊन त्यांना सॉरी बोलायची. माझी ऑर्डर घेतली का? की सॉरी-सॉरी मी विसरले. कारण ते खूप क्विक व्हायचं. पण नंतर मग ते आम्हाला बोलायचे की सॉरी सॉरी क्यू बोल रहे हो इतना? सिर्फ ऑर्डर ही लेना था ना आणि तेव्हा 2, 3 2, 3 वेळा मी हे केलं आणि नंतर मला खूप असं रिअलाइज झालं की सॉरी पण बोलायची एवढी गरज नाहीये मला. <breath> कारण ती फक्त ऑर्डरचं घ्यायची होती. आणि आता-आता मी फक्त थँक यू बोलते. बिलकुल सॉरी बोलत नाही.
हं. हं. हां. <laughs> <breath> नक्कीचं. अरे वाह! केवढा ड्रास्टिक चेंज झाला ना, समोरच्याला फक्त एकदा समजावून सांगितलं आणि तो तुम्ही लगेच इम्प्लिमेंट केला, तर खरंच किती चेंज झाला. आणि सॉरी आणि थँक यू दोन शब्दामध्ये मला असं वाटतं, की जमीन आसमानाचा फरक आहे.
हां. खूपच जास्त. आणि खूप जास्त आहे ना, आपल्याला अल्टरनेटिव्ह असतात. तुम्ही सॉरीच्या ऐवजी थँक यू बोलू शकता, पार्डन बोलू शकता किंवा काहीही असेल किंवा समोरच्याला बोलू शकता, की "ठीक आहे, मला समजलं" किंवा अ, सॉरी बोलायची एवढी गरज नाहीये, हे पण समजावून सांगू शकता.
नक्कीच. तर म्हणजे बघा, एखादं जर सारखंच सॉरी बोलत असेल. तर मग आपण आता रिलेशनमध्येच बघितलं समजा फ्रेंडशिप वगैरे आहेत, तर त्यांनी तुम्हाला किती व्यवस्थित समजावून सांगितलं. पण हेच जर ऑफिसमध्ये असेल, तर आपण कसं करायला पाहिजे बरं? हे आपण कोणत्या भाषेत किंवा कसं समजावू शक सांगू शकतो यांना, की जास्त सॉरी बोलणं बरोबर नाही आहे?
हो. पण ऑफिसमध्ये तर खूप कठीण होऊन जातं, कारण त्यांचं कसं हां, म्हणजे मी पण एवढं जास्त काही केलेलं नाहीये, पण मी एक इंटर्नशिप नक्कीच केलीय. आणि तिथे लोकांजवळ बोलताना आपल्याला शंभर वेळला विचार करावा लागतो, की "अरे, बाप रे!" हां, कॉर्पोरेटमध्ये असंच असतं. <chuckles> आय-टी आय-टीमध्ये तर खूप जास्त असतात. बट, बिकॉज लोकं शिकलेले असतात. त्यांना खूप नॉलेज असतं खूप नॉलेज असतं. हं, आपल्याला माहिती आहे आपण इथेपर्यंत पोहचायला किती मेहनत गेलीय. तशी समोरच्यांने पण केले आहेत. पण कसं आहे ना, कधी-कधी या सॉफ्ट <exhales> स्किल्समध्ये गोष्टी येतात. या गोष्टींचा आपण कधी-कधी लक्ष द्यायला विसरतो किंवा समजून नाही येत. पण कॉर्पोरेटमध्ये गेल्यावर, आपल्या हातातून एवढ्या चुका होतात साध्या-साध्यापण आणि समजून नाही येत, की आपण सॉरी कधी बोललोय आणि थॅंक यू कधी बोललोय. मी तर बोलेन अशा वेळी थोडं आता आपले सिनिअर्स पण किती चुका करतात. ती लोकं एवढं सॉरी नाही बोलत. म्हणजे मी जिथे कामाला होती ना, तिथे मी पण खूप कमी सॉरी बोलले. <chuckles> मी मोस्ट ऑफ द टाईम थॅंक यू बोलायची किंवा बोलायची, "ठीक आह, माझी चूक झाली."
<chuckles> काय बोलताय? <laughs> हो. नक्कीच. हं, हं. हं, हं. <chuckles> अरे, वाह!
मी पूर्णपणे ही जी चूक होती, ती मी ॲक्सेप्ट करायची, "ठीक आहे, माझी चूक झाली, पुन्हा नाही होणार."
अरे, वाह! म्हणजे याने काय झालं असेल, की तुमचा म्हणजे कॉन्फिडन्स पण कमी झाला नसणार ना, कारण कधी-कधी काय होतं, की आपण सहज सॉरी बोलतो, पण ती सवय जरी झाली ना, ती एक वेळ अशी येते की "अरे, यार!" म्हणजे कॉन्फिडन्सच राहत नाही आपल्यामध्ये.
आता हां. हो. तर मी तर असं बोलेन की सेशन्स होतात. एच-आर वगैरे मॅनेज करतात ना सेशन्स सॉफ्ट स्किल्सवरती, कॉर्पोरेट एम्प्लॉइजसाठी अ, त्याच्याकडे थोडा जास्त भर द्यायचा. जर का एम्प्लॉयला वाटत असेल, की माझ्याकडून खूप चुका होत आहेत आणि मोठ्या प्रमाणात सॉरी पण बोललं जातंय. तर प्रोजेक्ट मॅनेजर, मॅनेजर ओर एच-आरकडे बोलावं, त्यांनापण सांगावं की काय करावं? कारण त्यांना कॉर्पोरेट इथिक्स खूप चांगल्या माहिती असतात. ते खूप चांगली माहिती देऊ शकतात. रादर दॅन मी ऍज अ त्यांची अ, सोबत काम करणारी मी स्वतःहून नाही जाऊन सांगू शकत कोणाला, की तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात सॉरी बोलताय. असंच बोलता-बोलता काहीतरी मी एच-आरला सांगू शकते किंवा मॅनेजरला सांगू शकते, की याचं काम करण्याचं किंवा हिचं काम करण्याचं, जे आहे ते खूपच चांगलं आहे. पण तिला समजत नाही. ती कळत-नकळत खूप वेळा सॉरी बोलून जाते. मला वाटतं, मी तर अशा ठिकाणी असंच काहीतरी करेन.
हं, हं. हं, हं. हो. नक्कीचं. आणि खूप छान असेल ते. कारण कसं असतं ना? की आपण ऑफिसमध्ये काम करताना, आपल्या एका कामाची गरिमा असते, त्या पदाची गरिमा असते. त्याच्या पलीकडं आपण जास्त इंटरफेअर नाही करू शकत कुणामध्ये नाही का?
हो, हो, हो.
त्यामुळं त्या वेनंच घेणं गरजेचं आहे. नक्कीचं हे झालं ऑफिसमध्ये. पण घरात असेन तर आपण काय करावं?
मला नाही वाटत कोणी घरी सॉरी बोलत. <laughs> <chuckles> बापरे! माझ्या इथे माझं आहे हां, माझं आहे. म म्हणजे सॉरी नाही बोलत. पण थँक यू खूप जास्त प्रमाणात बोललं जातं. आता सिबलिंग-सिबलिंग कशी फाईट करतात? की पाणी नाही आणणार तुझ्यासाठी, तुझ्यासाठी लाईट नाही लावणार, हे नाही करणार, ते नाही करणार. पण माझ्या इथे आमचे सिबलिंग्स सगळे बाहेर राहिलेले आहेत. हॉस्टेलमध्ये राहिलेले आहेत आणि भेटतो ना, आम्ही एकमेकांना तेव्हा तो फक्त गणपतीचा सण असतो. <chuckles> नाहीतर कोणाचं तरी लग्न असतं. तेव्हा माझे जे सिबलिंग आहेत. ते खूप असे असतात ना आह, प्रोफेशनल पोलाईट काइंड पर्सन, तर त्यांना पाणी आणून दिलं का असे थँक यू बोलतात. त्यांच्यासाठी जेवण बनवलं का थँक यू बोलतात. म्हणजे ते खूप भारी वाटतात. ती लोकं सॉरी नाही बोलत. <chuckles> किंवा
<laughs> नाही. पण होतं ना कधी. थोडं प्रोफेशनल घर असेल समजा. <chuckles> हं, हं. नक्कीचं. <chuckles> अरे वाह! हं, अ. बापरे! अरे यार. मला हा सगळा अनुभव बघून असं वाटतं, की मी पण खूप कमी वेळा सॉरी बोलते आणि थँक्यू जास्तचं वेळा बोलते. <chuckles>
हां, कारण आपण खूप जास्त वेळा सॉरीचा असाचं हे करून देतो. थँक यूचं बोलून जातो. कारण ती खूप चांगली गोष्ट असते.
हो. कारण मी पण एवढ्या गोष्टींमध्ये ऑब्झर्व्ह केलं ना मला स्वतःला. तर मलाही असं आठवतं की मी सॉरी खूप कमी वेळा आणि थँक्यू जास्त वेळा बोलते आणि मला असं वाटतं की त्याचा जास्त फायदा वाटतो थँक्यू बोलण्याचा.
हो, खूपचं जास्त. हां. बिकॉज आपण जेव्हा थँक यू बोलत असतो, तेव्हा आपण स्वतःला पण सांगत असतो, की हा एक पॉझिटिव्ह वे आहे गोष्टींना घ्यायचा, रादर दॅन एक निगेटिव्ह वे. बिकॉज आपण सॉरी बोलताना आपण असं स्वतःला पण थोडं बोलतोय की अरे, खूपचं चुकलो आपण इथे. रादर दॅन की आपण इथून शिकणार आहोत असा पॉइंट ऑफ व्ह्यू घेतला तर खूपचं चांगलं होऊन जाईल मला वाटतं.
नक्कीचं. नक्कीच. पण बघा ना, आपण एवढं सगळं बोलतोय, पण काय होतं ना, की कधी-कधी एखाद्याची सवय नाही हे करू शकत. आता तुम्ही झालं, मी झालं आणखी आपल्यासारखे बोटावर मोजण्या लोक इतके अ, लोकं आहेत, की ते समजू शकतात. पण आपल्याला सगळ्यांना जर सोबत घ्यायचं असेल, तर त्यासाठी आपल्याला काहीतरी उपाय सुचवायला लागतील, का जेणेकरून, या लोकांचा सॉरीमधला कॉन्फिडन्स वाढायला हवा. सॉरी कमी, अ, थँक्यू जास्त बोलायला हवं. तर या अशासाठी लोकांनी काय करावं बरं? काय सल्ला असेल?
मला नक्कीच. मला वाटतं, की साधे 2-3 पर्याय म्हणजे आता आपण बोललो, की सॉरी ऐवजी धन्यवाद किंवा मला समजून घेतलं, त्यासाठी मी आभारी आहे. असं काहीतरी बोलणं किंवा सॉरी म्हणायच्या आधी जरा 3-4 सेकंद थांबणं आणि बोलायचं, की मला नक्की काय वाटलं? अ, किंवा मला कशाचा अ, असा त्रास झाला, की मी कुठे चुकले? असं मला वाटतंय की मी सॉरी बोलावं.
नक्कीच. अरे वाह!
आता स्वतःला आपण त्याच सेकंदामध्ये क्वेश्चन केला आणि आपला आन्सर उप डिफरंट असेल रादर दॅन सॉरी. तर मग आपलं कन्व्हर्शन खूप चांगलं वाढू शकतं समोरच्या व्यक्तीसोबत. हो की नाही? ना की गैरसमज होऊन. बिकॉज जेव्हा आपण सॉरी बोलतो, तेव्हा आपण आपली चूक, जी कधी-कधी आपण नसते केलेली, ती पण मान्य करून मोकळे झालेला असतो.
नक्कीच. हो ना. हो, हे तर खूप गंभीर गोष्ट आहे.
आणि अ हो, आपली जी बोलण्याची किंवा भाषा बोलण्याची जी सवय आहे त्याचा आपण थोडा सराव केला पाहिजे. जास्तीत जास्त पॉझिटिव्ह गोष्टी बोलल्या पाहिजेत. आपण स्वतःबद्दल जेवढ्या पॉझिटिव्ह गोष्टी बोलतो, तसेच अ, मला वाटतं की सॉरी बोलण्याचं प्रमाणही कमी होऊन जातं.
नक्कीच, म्हणजे स्वतःने स्वतःसोबत संवाद केला तर आपल्याला समजतं बरोबर की आपण काय करायला पाहिजे? आणि काय नाही करायला पाहिजेत?
हो.
नक्कीच. अ, तर बघा अ, काय असतं ना की आता वेगवेगळं वयोगट असतात. म्हणजे आपण एका वयाचे समजा आपण मुली-मुली असलो ग्रुपमध्ये जसं की तुमचं पार्सल आलं आणि सहज घेतलं. सॉरीचं थँक्यू झालं. अ, ते मुली-मुलींचं आलं समजा, मुला-मुलांचं वेगळं. पण काय असतं ना, कधी लहान मुलं असतात त्यांना कसं समजावं? अ, जे तरुण मुलं असतात त्यांना कसं समजावं? आणि पालकही असतात ना आपल्या घरामध्ये. समजा आपण जरी आपल्या घराचा विचार नाही केला, पण आपण सगळ्या समाजाचा विचार केला तर घरामध्ये पालकही असतात. आपण या सर्वांना कशा पद्धतीने डिफरन्सिएट करू शकतो आणि कसं सांगू शकतो बरं?
हां. हो. अ, सगळ्या गोष्टींचा विचार करायला गेलो ना, आपण, तर सगळ्यात सग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आदर. आपण जे रिस्पेक्ट देतो. आणि जी इज्जत ठेवत असतो, त्याचा वापर जर का व्यवस्थित होत नसेल, तर आपण ओव्हर अपोलॉजिटिक होऊन जातो, मला वाटतं, हो की नाही? तर मग अशा अशा ठिकाणी किंवा अशा वेळी, आपण बघायचं, की आपण सॉरी बोलायच्याऐवजी किंवा थँक्यू बोलायच्याऐवजी, आपण इक्वल अमाउंट ऑफ रिस्पेक्ट देतोय, की नाही ल लोकांना, हो की नाही? कारण आदर हा खूप जास्त आवश्यक असतो. स्वतःबद्दलही आणि बाकीच्यांबद्दलही.
हं. हो ना. हो. अगदी बरोबर. आणि आजकाल अ, तोच तर कमी होतोय, हीच चिंताजनक बाब आहे. आपण कुणाला रिस्पेक्ट द्यायलाही तयार नाहीत आणि बऱ्याचदा स्वतःबद्दल रिस्पेक्ट लोकं वापरतही नाहीत, बाळगतही नाहीत.
आणि अ हो. हो, हो, हो. आणि आपण असेच घरी सांगू शकतो, की किंवा बाहेर किंवा कुठेही, आपण एक प्रयोग करून बघू शकतो, की आपण किती वेळा सॉरी बोलतोय दिवसातून. आपला सॉरी बोलण्याचं प्रमाण जास्त आहे, की नाही आहे. किंवा अ, ते जास्त नसताना खूप कमी असून, आपण असे वर्ड यूज केले पाहिजेत, थँक्यू बोललं पाहिजे. किंवा मी आभारी आहे, असं बोललं पाहिजे. आणि जेवढं कमी करता येतील ना, ते तेवढे कमी केले पाहिजेत. कारण जेव्हा आपण सॉरी बोलायचं प्रमाण कमी करतो, तेव्हा आपण आपल्या स्वतःच्या ग्रोथकडे जात असतो, असं मला वाटतं.
हो. नक्कीच. नक्कीच. आणि कधी-कधी असं वाटतं ना, की तो सॉरी ना, आपण सहज बोलून गेलो बघा, अ, सॉरी यार, सॉरी यार. कधी-कधी असं वाटतं, की तो सॉरी हा व्हॅल्यूलेस झालेला आहे, म्हणजे त्याला काही शब्द म्हणजे काही अर्थच राहिलेला नाही आहे. तो समोरचा एकदम कॅज्युअली घेतो त्याला असं वाटतं, का कधी?
हंम्म. वाटतं, असं होऊन जातं, की अरे, सॉरी बोलायची गरज नव्हती. आणि ते लगेच क्लिक होतं आपल्याला, की आपण सॉरी बोलून झालोय, कन्व्हर्सेशन एंड झालंय. आणि नंतर आपल्याला समजतं, अरे, सॉरी का बोलली मी? गरजच नव्हती. आणि समोरच्याने तर म्हणजे सॉरी बोलल्यावर, आपला एक असा टप्पा असतो ना, तो खालीच येतो, मला वाटतं. <laughs> आहे ना. हां. आणि समोरच्याला पण काय एवढी गरज नसते, वाटली. त्यांचे अ, बिहेवियरवरून पण समजतं, की का सॉरी बोललो आपण म्हणून?
हं. <laughs> <laughs> नक्कीच. आणि कधी-कधी त्यांचं लक्ष पण नसतं, त्या सॉरी ऐकण्याकडं, असं पण अनुभवलं ते बऱ्याचदा.
हां. होय, होय, होय. खूप लोकं स्वतःच्यात खूप बिझी असतात, जसे आपण असतो, तसं ते पण असतात.
<laughs> आपण त्यांना सॉरी बोललो त्यांना ऐकलंही नसतं त्यांनी. आणि आपणच आपली एनर्जी वेस्ट केलेली असती. खरंच, मला तुमच्यासोबत बोलून आणि एवढी छान चर्चा करून आणि मला इतकं छान वाटलं. खरंच अ, मज्जा आली, हं, चर्चा करताना. खूप छान माहिती दिली तुम्ही. धन्यवाद.
हो. हो. धन्यवाद.